नाही व्यायाम मी करतो, पण अ, म्हणजे आपण व्यायाम म्हणजे अगदी साधा व्यायाम अ, जसं म्हटलं सू अ, सूर्यनमस्कार केले गेले. थोडंफार स्ट्रेचिंग झाली ती केली जेणेकरून आपले हातपाय मोकळे राहतील. असं व्यायाम मी करत असतो. थोडंसं वरती टेरेसवरती जाऊन फिरून यायचं. ह्या सर्व गोष्टी सकाळी करतो आणि माझ्या वडिलांना आणि आईला चांगली सवय आहे, की ते सकाळी उठल्या-उठल्या बाहेर फिरायला जातात. फ्रेश एअरमध्ये. मग जर मी
हं, हं, हं. बरं. अरे वाह! खूप छान. हं. अरे वाह! अच्छा खूपच छान. हं, मग तुम्ही कधी जाता का? तुम्ही कधी गेलाय का त्यांच्यासोबत?
हो नक्कीच. अ, जर मी उठलेला असेल ना अ, तर ते सगळ्यात पहिले मला बघायला येतात, की मी उठलोय की नाही रोज सकाळी. मग ते जर झोपलेलं असेल, तर ते काही मला म्हणजे उठवत नाही आणि जर उठून गेलेलो असेल तर मग ते सांगतात, "चल आमच्यासोबत फिरून ये चल." मग त्याच्यात फिरून यायच्या त्यांच्यासोबत.
हं, हं. अरे वाह! खूप छान. <chuckles> बरं. हं. बरोबर. बरोबर आणि मग कधी असं होतं का की तुम्ही असं कधी श्वासोच्छवासाचे प्रकार जे आहेत, ते कधी केले आहेत का? उठून पहिल्यांदा किंवा म्हणजे ते श्लोक म्हणतात बघा "कराग्रे वसते लक्ष्मी" तसं वगैरे तुम्ही कधी केलंय काय कधी त्याच्याबद्दल काय सांगाल?
हं, हं, हं, हं, हं, हं. अ, श्लोक तर मी काय म्हटलेले नाही आजपर्यंत उठल्यानंतर, पण मी ते अ, श्वासोश्वास आहे ना त्याचे त्याची एक टेक्निक फॉलो करतो. वॉम हॉफ टेक्निक आहे ती अफ्रिकन भालूची टेक्निक आहे श्वासोश्वासाची. तर त्याच्यात काय असतं ना की ती अ, पद्धत अशी असते. आपण पहिले 3 राउंड होतात त्याच्यामध्ये. पहिल्या पहिल्या राउंडमध्ये 30 वेळेस श्वास मध्ये घ्यायचा आणि सोडायचा. असे ती अ, म्हणजे नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडातून सोडायचा त्याला.
बरोबर. हं. बरं. बरं. अच्छा. मग ते सांगा ना? हं, हं. बरं. हं, बरं.

बरं असं करायचं. ओके.
तर असे, असे 30 30 वेळेस करायचं आहे 1का राउंडमध्ये. त्यानंतर जेव्हा आपण शेवटचा श्वास सोडणार. त्यानंतर आपण त्याला 15 सेकंड्स अ, श्वास नाही घ्यायचा. सोडलेलाच राहू द्यायचा. 15 सेकंड नंतर पूर्ण डीप श्वास घ्यायचा आणि त्याला 15 सेकंड होल्ड करून ठेवायचं. मग हीच सेम पद्धत 3 वेळेस करायची आणि त्या 3 वेळेस करत असताना आपल्याला अनुभवतं की आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे हे बदलत आहे. अ, कधी-कधी आपल्याला गरम व्हायला लागत. थंड व्हायला लागते बॉडी असं आपल्याला जाणवतं. त्याच्यानंतर पायांच्या तळव्याला आपल्याला गुदगुल्या होतायेत. असं व्हा हां, असं पण होतं. प्रत्येक व्यक्तीला होतं ज्यांनी, ज्यांनी ही वे प्रोसेस ट्राय केली त्याला नक्कीच हे फील होतं. हो.
हं. हं. बरं. हं. बरं. अच्छा. बरं. बाप रे! असं पण होतं. हं. अरे वाह! नक्कीच. मी पण हे करेन कारण का मला हे खूप छान वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं. म्हणजे मी असं कधी ट्राय नाही केलं. अ ,पण मी ते अनुलोम-विलोम वगैरे करते. पण हे मी नाही केलं. म्हणजे खरंच खूप छान आहे.
हो, नक्कीच. हे तुम्ही YouTubeला टाकायचं. आफ्रिकन भालूचं आहे हे आणि त्याच्यात अ, वॉर्म अप टेक्निक असते. तर अगदी सुंदरपणे ते, ते एक्सप्लेन करतात आपल्याला. गाईड तेच आपल्याला गाईड करतात, की आता इन्हेल करा एक्झेल करा अशा सर्व गोष्टी असतात.
अच्छा. अरे वाह! खरं. हं, हं, हं. अरे वाह! अरे वाह! म्हणजे पूर्ण ट्युटोरियल आहे त्याचं कशाप्रकारे आपण केलं पाहिजे. बरं आणि मग ह्यांनी असा काय फायदा होतो आपल्याला एकंदरीत ही जर टेक्निक आपण अनुभवली पहिल्या 5 मिनिटात सकाळी उठल्यावर तर त्यांनी काय फायदा होऊ शकतो?
हो. नक्कीच, नक्कीच. याच्याने काय होतं ना, की आपल्या जे अ, मेंदूपर्यंत ऑक्सिजन पूर्णपणे पोहोचतो.
बरोबर.
या पद्धतीने, आपली बॉडीही रिलॅक्स होते आणि डिटॉक्स होते आणि मेंदूपर्यंत ऑक्सिजन प्रॉपरली पोहोचलं, म्हणजे आपले विचार हे चांगल्या पद्धतीने विचार क्षमता वाढते. आपण विचार अ, चांगले करतो त्यानंतर कुठलंही डिसिजन जर आपल्याला घ्यायचं असेल तर ते एकदम शांतपणे विचार करून घेऊ शकतो.
हं. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. बरोबर. नक्कीच, म्हणजे फायदा होऊ शकतो आपल्याला या टेक्निक ने एकंद
आणि आपली कार्य हो कार्यक्षेत्रातही आपलाही फायदा होतो.